हां. तर अ, त्या गाण्यामध्ये असे आहे एक्झॅक्ट ते आता ते वर्ड न सांगता मी तुम्हाला त्याचा मतितार्थ जो आहे ना, तोच सांगतो. की हे जे जीवन आहे, हे खरी तर तुझी आणि माझी यांचीच गोष्ट आहे. दिवस येत राहतील, दिवस जात राहतील. जसे समुद्रकिनारे लाटा असतात. लाटा येत असतात, जात असतात. तसेच सुखं येतील, सुखं जातील, दुःख येतील, दुःख जातील. पण, काही जरी झालं आपल्या जीवनामध्ये कितीपण चढ-उतार काही जरी आले, तरी ते त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. कारण हे जीवन म्हणजेच तुझी आणि माझी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. असं त्या अ, गाण्यातला एक खास अ, म मथळा म्हणूयात आपण अ, तो आहे.
हां, हां. बरोबर. हो, हो. हां, हां, हां. बरोबर. बरोबर. बरोबर. हां, हां. हां, हां, हां. अच्छा. तर अ, म्हणजे तुम्ही अ, कधी म्हणजे तुम्ही किंवा ते जे आहेत म्हणजे हे गाणं अ, कशा प्रकारे वापरतात ते म्हणजे असं अ, लांब अंतरला असं कॉलमध्ये किंवा म्हणजे असं एखाद्या प्रवासात किंवा मग एखाद्याच्या लग्नात की फक्त अशा मनातल्या मनात भावना व्यक्त करण्यासाठी?
हां. हं.